आणि त्याच्यावरच नोटिफिकेशन. ह्यांची जी काही असं, गुळपेट किंवा जी सरमिसळ आहे ना, ती काही बाजूला करता येत जरा मोबाईल बाजूला ठेवा, असा लगेच रंगीत पॉप अप येतो. जरा मोबाईल बाजूला ठेवा, टनन-टनन-टनन वाजतच राहतंय. ह्या नोटिफिकेशन्स नी नको-नको करून सोडलंय. काय हो? काय सांगाल मला? कशा ह्या नोटिफिकेशन्सला कमी करायचं? काय करावं लागेल मला सांगाल का जरा?
नक्कीच. अ, जसं तुम्ही म्हटलं आहेत ना, अ, वेगवेगळे आवाज असतात बघा ह्या नोटिफिकेशन्सचे आणि आपल्या मनामध्ये अ, ट्रिगर पॉईंटच बनले आहेत. म्हणजे बघा ना, अ, Messenger असेल, अ, Facebookचा टंगकन वाजतो, लगेच आपल्याला अ, कळ वाटतं की अरे कोणाचा आला असेल मेसेज? किंवा Snapchatचा असेल.
हो, ना. हो. हो, म्हणजे जरा पण थांबवत नाही, असं वाटतं, <sucks teeth> कधी एकदा बघतेय, <sucks teeth> असं. जे काय आहे ना, ते वेगळाच प्रकार आहे.
हां. <chuckles> हो, नक्कीच. म्हणजे खूपच वेगळा प्रकार आहे आणि असं म्हणतात ना, की फोन जो आहे ह्याचं हे एक म्हणतात ना, आपल्याला कंट्रोल करण्याचं एक साधन आहे ते, नोटिफिकेशन. आहे ना. म्हणजे मॅजिक वॅन नसते का, त्याप्रकारे आपल्याला हिप्नोटाइज करतं ते एक प्रकारचं तर
हो, अगदी बरोबर. हो, हो, हो. बरोबर, बरोबर. एक्चुअली आणि आपण ना झोंबीसारखे, म्हणजे मोबाईलचा जरी आपण नजरेपासून दूर ठेवलाय मोबाईल, पण त्याच्यावर ते वाजलं, तर ऑटोमॅटिकली हात तिथे जातो. मोबाईलला घेऊन आपल्या डोळ्यासमोर आणतो, कसलं नोटिफिकेशन आलंय बघायला.
हां. हो. नक्कीच. हो, ना. म्हणजे आपली मसल मेमरीच तशी झाली. म्हणजे आपण विचार नंतर करतो आणि आपला हात आधी तिकडे जातो, नाही का? पटकन. हं, आणि जसं तुम्ही म्हटलात, की झॉम्बीज सारखं आपण म्हणजे हे त्याच्याकडे चालत दूर जरा असेल फोन तर चालत-चालत जातो की हा काय आलंय? बघायला साठी.
हो, ना. <tsk> खरंय, खरंय. अगदी खरं. हो. म्हणजे, अगदी समजा जेवताना डेस्क वर ठेवलाय. हं, जरा टुन-टुन वाजलं, तर आपण पण टुणूक-टुणूक उड्या मारत जातो पहिला. हातातला घास खाली ठेवू आणि तो घ्यायला जाऊ पहिला, की काय टुन-टुन झालंय तिथे बघायला म्हणजे हा जो काही प्रकार आहे ना, कसं, काय करायचं, म्हणजे कमी करता येईल हा?
हो ना. बरोबर.